हो ना आणि ती माझी मुलगी अ, मोबाईलमध्ये वगैरे बघायची ना, ड्रॉइंग काढायचं असेल, पेंटिंग किंवा क्राफ्टचे जे असतात रील्स, ते बघून करायची ना. तर ती थोडी आयडिया घेते आता आणि बाकी मग इतर वेळी ठेवून देते आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी पण दाखवते. म्हणजे स्वतः पण असं काहीतरी करत असते, म्हणजे दरवेळी काही मोबाईल मधनंच बघणं गरजेचं नाहीये. म्हणजे तुमची जर क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायची असेल ना, नक्कीच तुम्ही मोबाईल बंद करा आणि इतर पुस्तकं म्हणा, मॅगझीन त्याचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही क्रिएटिव्हिटी तुमची करू शकता. आणि ते मी केलेलं आहे. म्हणजे मला खूप यश मिळालंय, मला म्हणजे मला छान वाटतं.
हां, हां. अरे वाह! नाही. बरोबर आहे. नाही खरंच तुम्ही जे सांगितलंय ना, डिजिटल डिटॉक्स म्हणजे अ, ब अ, काय म्हणतात, हप्त्यामधून एकदा जो तुम्ही रविवारचा दिवस पकडला आहे. आणि फोन आणि सगळं बाजूला ठेवून घरच्यांना तुम्ही अ, टाईम स्पेंड करायचं, मुलांना बघायचं, घरची जी कामं राहतात आपली पूर्ण हप्त्याभराचे ते करायचे. खरंच खूप छान बोलल्या. पण बघा ना असं कधी झालंय का? पुन्हा फोनमध्ये गुंतण्याचे ते क्षण येतात नाही का, एमर्जन्सीमध्ये फोन वगैरे येतो, तर तुम्ही काय करतात हो? म्हणजे तुम्हाला तर जावंच लागणार आहे तिथे काय करतात मग?
हं. हो. हो. वेळेत देते हो. नक्कीच. हो. हो, हो. हो. हं. हं. हो, हो.